अ, ॲझ अ गर्ल्स मला वाटतं की खूप साऱ्या मल्टिपलस् रोल्स त्यांना प्ले करायला लागतात आणि डॉटर झालं, एक सिस्टर झालं, अ, एक वाईफ म्हणून झालं किंवा एक आई म्हणून झालं. अशा खूपश्या जिम्मेदारी तिच्यावर येतात, बरोबर. हो. मग त्याला सायमल्टेनियसली अ, मॅनेज करणं ईच म्हणजे प्रत्येक रोलला एक अ, अटेन्शन हवं असते एक जबाबदारी स्वीकारावी लागते आपल्याला.
हो ना ओ. हो ना, नक्कीच. नक्कीच, नक्कीच.
हो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हँडल करणं खूप मुश्किल असतं कारण की त्यात पेशन्स आणि फ्लेक्सिबिलिटी लागते आपल्याला.
अगदी बरोबर.
हो. आणि हे एक स्त्रीसाठी खूप जास्त समतोल करणं कठीण जातं. कारण की तिला फक्त एक स्वतःला एक कॅरियर वुमन नाही तर अ, एवढ्या सगळ्या नात्यांनाही पुढे सांभाळून घेऊन जायचं असतं.
नक्कीच. तर एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का? का तुम्ही कसं सांभाळता म्हणजे तुमचं कॅरियर आणि कुटुंब?
हो. अ

नक्कीच, नक्कीच आणि होतं कसं, की हे बघा आता ऑफिसचं काम आपल्याला करायलाच लागतं. कारण आपण पाहिलं, की आजकाल महागाई इतकी वाढली आहे आणि म्हणजे नवरा-बायको दोघांनाही नोकरी करायला लागते. आणि कुठेतरी नाही का आपल्या घरी आपला कुटुंब, आपला परिवार तर त म्हणजे जबाबदाऱ्या सगळ्या आपल्याला कुठेही सोडता येत नाहीत आहो. तर अशा वेळेला आपण आपलं वेळ म्हणजे वेळेचं नियोजन कसं करावं? म्हणजे नाही का आता रात उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी कुठली भाजी करायची असली, तर ती रात्रीच निवडून ठेवायची, रात्री टीव्ही बघता, बघता. तर असे सोपे 2-3 तुम्ही असे उपाय सांगू शकाल का? की ज्याच्यामुळे आपला वेळ आपण खूप चांगला वापरता येतो आणि आपला आपलं ओझंही थोडंफार कमी होतं.
राईट. हा. बिलकुल नाही. अ, मला असं वाटतं तेच मी बोली ना मघाशी, की टाईम मॅनेजमेंट आपल्याला करता नाही येत एक्झॅक्टली. बरोबर? त्याच्यामुळे हे सगळे इश्यूज येतात आपल्याला. तर मला असं वाटतं, आपल्याला ते स्मार्ट शेड्यूलिंग टाइप काहीतरी केलं पाहिजे, की वर्क आणि फॅमिली दोन्हीमध्ये आपल्याला टाईम मॅनेज करणं महत्त्वाचं आहे. बरोबर? तर अ, एक कॅलेंडर किंवा रिमाइंडर यूज केला पाहिजे, की कुठलं काम कुठल्या वेळेत केलं पाहिजे आणि मग फॅमिलीला किंवा आपल्या जॉबनुसार आपल्याला कसा पर्सनल टाईम फॅमिलीला देता येतो, हे बघायला पाहिजे. बरोबर. हां, तर मला असं वाटतं, की टाईम मॅनेजमेंट खूप मोठं आपल्याला हे करतं. अ, मदत करतं. बरोबर आणि एक अ, दुसरी गोष्ट झाली, की आपण अ, सपोर्टसाठी विचारलं पाहिजे घरातल्या लोकांना, की असं-असं आहे आणि मला तुमचा सपोर्ट गरजेचा आहेच, कारण मी एकटी हँडल नाही करू शकत. मला तुमची गरज आहे.
हो, आणि नक्कीच. बरोबर. अगदीच. बरोबर. मदत करते. हो ना. नक्कीच.